अच्छा, बट कष्टाचं काम नव्हतं, जसं की तुम्ही त्या Bisleriच्या कंपनीत पंधरा पंधरा, वीस वीस लिटरचे जार वगैरे हे करायचे. म्हणजे रांगा लावायचे, त्यापेक्षा हे नक्कीच किफायतशीर होतं. मग इथे तुम्हाला, म्हणजे इथला प्रवास कसा राहिला? इथे पेमेंट वगैरे भेटलं का वेळेवर?
हां, हां, हां, हां. हो, हो, हो. अ, इथं मला अ, 5-6 महिने थोडं च्या केलं मी काम ते 5 महिने. कारण की तिथं पगाराला काय करायचे, की चेक त्यांचे बाउन्स व्हायचे, सारखं दिलेले. आणि मग ते सगळे इश्यू येत होते म्हणून मी सोडलं, पगार बिगार घेतला आणि दिलं सोडून आणि मग मी लागलो चांगल्या ठिकाणी. मग मला एडमिन म्हणून जॉब लागला.
हं, हं. अरे बापरे! अरे वाह! काय बोलता? खूप छान.
तो खूप हा, खूप छान होता तो जॉब आणि त्याची आठवण मला म्हणतात ना, आज पर्यंत अ, खूप आरामदायक आहे. त्या वळणानी मला आयुष्यात खूप पुढं आणलं.
हं, हं. जसं की म्हणजे काय तिथं पगार-पाणी किती होतं आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला म्हणजे नाही, का पहिली सॅलरी भेटली, तर तेव्हा कसं वाटलं तुम्हाला?
अ, तिथं मला हां, हां. त्यांनी मला पहिली सॅलरी इन हँड 7000 दिली. म्हणजे कटिंग बिटिंग काहीच नाही. फुल सॅलरी 7000 आणि माझं 1 वर्षात तिथं सॅलरी झाली 13000 रुपये.
अरे बापरे! हां. अरे वाह! काय बोलता म्हणजे, ड डायरेक्ट डबलनी तुमची म्हणजे हे झाली, पगारवाढ झाली.
हां, हां. अ, हां, हां. आणि टायमिंग कमी रविवारी सुट्टी आणि कधीही म्हणतात ना, मी आजारी असलो, काय असलो सुट्टी घेतली, तरी मला त्याचे अ, पैसे कापणार नाही. आणि माझ्यासाठी ते कधी पण जेवण आणायचे, ते ऑनर खूप भारी होतं माझ्यासाठी नाही का. काळजी घरच्यासारखी काळजी घ्यायचं माझी आणि नंतर त्यांनी गाडीसुद्धा मला त्यांनीच घेऊन दिली.
वाह, वाह! खूप छान. हां, हां. अरे वाह! काय बोलता? इतके छान.
पहिली टू व्हीलर. हा, हा, हा, हा. मला पहिले टू व्हीलर. त्यांनी त्यांचेच गॅरंटीवर काढून दिली होती लोन वरती. आणि एवढी भारी नोकरी होती माझी ती पहिली, की मला असं कधीच जाणवलं नाही, की मी परका आहे. त्यांचे वडील जे होते ना, ते एम-एल-ए होते मोठे. मंत्री होते नाही का राजस्थानचे आणि ते जेव्हा इथे यायचे ना, खूप सारे, अ, म्हणतात ना, मोठे लोकं पोलिसवाले वगैरे मंत्री, संत्री भेटायला यायचे त्यांना. पण त्यांनी मला असं कधीचजान नाही जाणू दिलं, की मी इथं कामगार आहे. ते मला कायम घरच्यासारखं हे करायचे.
अरे वाह! खूप छान. हां, हां. अरे वाह! हं. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां. हं, हं. हां, हां, हां. अच्छा म्हणजे, एका कुटुंबाप्रमाणे तुम्हाला त्यांनी ठेवलं.

अ, ते नसतं का बॉटलचे झाकण वगैरे लावायचे असतात त्या गोष्टी. कारण की मी हॉस्टेलला होतो आणि नाईटला ती कंपनी चालायची. मग म्हटलं नाईटला अभ्यास करून अ, नाही का म्हणजे काम करून, माझं ग चालेल. सकाळी 5 वाजता यायचं आणि 5 ते थोडं झोपून मग कॉलेजला जायचं, नाही का? आणि मग
अच्छा, अच्छा. हां, हां. हो, हो. अरे बापरे! म्हणजे तुम्ही दोन्ही स्तरांवर हे करायचे अ, काम करून अ, कॉलेजला पण जायचे?
अ, हो, हो. मग ते काय झालं की बिसलेरी कंपनीत लागलो मी आणि त्यानंतर असं झालं, की तिथं मला ते झाकणाचं काम होतं लावायचं पण त्यांनी जो सुपरवायझर होता ना, तो खूप आगाऊ होता. त्यांनी काय केलं, ते आरामाचं काम त्याच्या हां, आरामाचं काम होतं ना? ते त्याने त्याच्या त्याच्या मित्रांना दिलं आणि मला अनेक नवीन पोरगं आल्ताना, आम्ही 2घं वयाने कमी आणि हाईटला छोटे वगैरे, नाही का. नुकतंच 10वी झालेला मुलगा म्हणजे कसं असणार नाही का.eee
अरे बापरे! हं, हं. हां, अरे बापरे! काय बोलता? काय करायचं तो? हं. अच्छा. हां, हां. हो, एकदम जेमतेम म्हणजे तुम्ही नेमकच काय म्हणतात तारुण्यात पदार्पण केलत.
हो, म्हणजे 15 वर्षाचा होतो मी 15 वर्षाचा. मग ते काम भेटत नसतात कुठं नाही का असं काम करायला, एवढं कमी वय होतं त्यावेळेस, नाही का. मग तिथं लागलो. त्यांनी मग मला पहिल्या दिवशी काही नाही 5 लिटरच्या बॉटल वगैरे भरायला लावल्या होत्या आणि दुसऱ्यांदा मग त्यांनी काय केलं दुसऱ्या दिवशी अ, त्यांनी मला डायरेक्ट हार्ड काम दिलं. मला आणि एका दुसऱ्या नवीन पोर्याला. अ, जसं की त्यांनी काय केलं 20 लीटरची जी मशीन असते ना बॉटलची, तिथं लावलं आणि ती मशीनमधनं कंटिन्यू बॉटल बाहेर येतात जातात अंगावर वगैरे पायावर येऊ शकतात, असे कंटिन्यू आणि ते 4 कट 4 हाईट असे लावायचे डोक्याच्या वरपर्यंत, म्हणजे नाही का. अ, एकावर एक हां, अ, जो असं अ, कॅरेट असतो मोठा नाही का? त्याच्यावरती असे लावायचे बाटल्या सगळ्या पटपट-पटपट आणि ए एकाने वर चढायचं आणि एकाने खालून त्याला द्यायचं आणि मग ते खेचत-खेचत जायचं पळत.
हो, हो, हो. हं, हं, हं. हं, हं. हं. जसं की? हां. अरे बापरे! हां, एकावर एक उभे करायचे म्हणजे. हां, हां. अरे बापरे! म्हणजे एवढ्या कमी वयात एवढे शारीरिक कष्ट करायला लावायचे ते थोडक्यात.
हां, हां आणि मुद्दामून आम्हाला करायला लावायची अन् मग दुसऱ्या दिवशी मी गेलो आणि मग तिथून ते अ, म्हणतात ना अ, आम्हाला कामावरून सगळ्यांना काढून टाकलं.
हं, हं. का बरं असं, अचानक?
अ, तिथं काय झालं की अ, कॉन्ट्रॅक्टर बेस होतं ते अन् कॉन्ट्रॅक्टरचे आणि म्हणजे त्याचे नवीन कॉन्ट्रॅक्टरचे लेबर येणार.
अच्छा कॉन्ट्रॅक्ट संपलं असेल. हां, हां, हां, हां, हां.
बिना पेमेंटचं आम्हाला तिथून जावं लागलं कारण की ते पेमेंटच नाही भेटलं मला पण. ते फुकटमध्ये एवढी हमाली करून घेतली. गेली नोकरी माझी. हां आणि एवढी हालत खराब ना, की तुम्हाला सांगतो अ, 1-1 तास माझा 1-1 अ 2-2 दिवसां ब बरोबर होता तो.
बापरे! काय बोलता? हं, हं.

त्यावेळेस ते 1 महिना जायचे आणि पूर्ण बिझनेस मग मी बघायचो, फोन कस्टमरची हँडल, पैसे मागणं, सगळ्या गोष्टी करणं. आणि त्यांनी कधीच माझ्यावरती नाही का, असं नाही की विश्वास डगमगू दिला आणि कधीही मला असं नाही का, "हे झालं नाही की हां तू असं केलं का? ते कुठं आहे?" म्हणजे कधीच शक नाही घेतला. आणि मला म्हणतात ना मी पण तेवढंच एक इमानदारीने अ, त्यांच्या इथं काम केलं आणि विषय काय आहे की सेम कास्टचे होतो आम्ही.
हं, हं. हं, हं. हं, हं. अरे वाह! खूप छान. म्हणजे एक अ, काय म्हणतात एक भावकीपणा आला तिथं आपुलकी आपओप आपोआपच वाढते हं, हं. हं.
हां. हो, हो. हो, हो. हो. फक्त आडनाव वेगळं होतं पण कास्ट आमची एकच म्हणजे म्हणतात ना, तेच अ, आमच्याच अ, कास्टमध्ये ते वेगळं आहे नाही का असं. आणि मग म्हणजे एकच झालो आम्ही सगळे नाही का. त्यामुळे ते जास्त मला जीव लावायच्या सगळ्या गोष्टी आणि खूप चांगली होती माझी पहिली नोकरी. मला एवढा मान-सन्मान म्हणजे म्हणतात ना, त्यांनी डबा आणला घरनं, मला खायला द्यायचे. मी कसं मेसमध्ये खायचो खूप. तर मग मला आणायचे आणि म्हणायचे खां, हे सगळं वेगवेगळं म्हणजे त्यांचे मारवाडी आयटम्स घेऊन यायचे आणि खूप अ, भारी लागायचं मला त्या गोष्टी. नंतर अ, म्हणतात ना अ, माझी चुकी झाली 1ल्या नोकरीमध्ये की म्हणजे नाही का ती माझी 1हिली नोकरी चांगली आहे असं समजून घ्या. आधीच्या नोकरी मला ती नोकरी वाटलीच नाही.
अच्छा-अच्छा. हां, हां, हां, हां. हं. हां, हां, हां. हां, हां. हां. अरे वाह! खूप छान. हं, हं. हां, हां. हां. म्हणजे तुम्हाला जे अनुभव भेटले हां, हां. म्हणजे आपल्याला ग्राह्य धरता येईल ही तुमची पहिली नोकरी होती म्हणजे आधी जे कटू अनुभव आले 2 नोकऱ्यांमध्ये, त्या नोकऱ्या नाही त्या म्हणजे अनुभव आणि त्यातून तुम्ही शिकून, प्रगती केली.
अ, हां. हां. माझ्या मनासारखी 1हिली नोकरी हीच होती आणि मी हीची आठवण जास्त ठेवतो. की मला म्हणतात ना, चांगल्या गोष्टी आपण जवळ ठेवाव्यात आणि वाईट अनुभव आपल्याला फक्त अनुभव घेऊन त्या विसरून जाव्या.
अरे वाह! हं, हं. हं. बरोबर-बरोबर. अगदी बरोबर बोललात तुम्ही म्हणजे 100% खरं आहे. हो, हो. हो.
कारण की ते आपल्याला दुःखच देतात. हां. हां, म्हणजे तुम्ही बघा ना एखादा पक्षी असतो, तो पक्षी आपल्याला आकाशात उडताना शिकवतो की आपलं ओझं खाली टाकून द्या आणि त्याला आकाशात मग आरामात उडा. तसं आपलं दुखाचं ओझं आपण टाकून द्या आणि आयुष्यात पाहिजे तेवढं उंचावर जावा.
हं. हां. उंच भरारी घ्या. हो. उंचच उंच भरारी घ्या आणि हे म्हणजे स्वतःच्या अनुभवातून दुसऱ्यांना पण शिकवा. जसं तुम्ही बोललात की त्या ठिकाणी तुमचा पगारवाढ झाली वगैरे, तर पहिला पगार आणि तुम्ही समजा तो पगार घेऊन तुम्ही घरी तो सादर केला, तर काय होतं घरच्यांचं एकत्रित वातावरण? म्हणजे एक्सप्रेशन कसे होते?
हां, हां. <chuckles> हो, हो. आणि

हो. म्हणजे अ
म्हणजे खूप म्हणजे एकु तुम्ही म्हणजे अपेक्षा अप आपल्या अपेक्षांचं ओझं दुसऱ्यावर येऊ दिलं नाही. याची खूप अशी दक्षता घेतली योग्य प्रकारे.
हां. हो. आणि मग म्हणतात ना असा स्ट्रगल खूप वर्षाचा होता माझा, 9-10 वर्षाचा. पण ती पहिली नोकरी घेतली, पहिला पगार आला त्यातनं माझ्या मम्मीला साडी घेतली, आत्याला साडी घेतली, मावशीला साडी घेतली. आणि ते खूप खुश झाले. नाही का. अ, आणि पगार एवढा पण नव्हता 7,000च होता पण त्या पहिल्या पगारातली मजाच वेगळी. आणि, हां.
खूपच छान! खूपच छान! हां, हां, हां. अरे वाह! हां, हां, हां, हां. अरे वाह! अच्छा, हो हो. अगदी बरोबर मी समजू शकतो हे. आणि जसं तुम्ही बोललात, की समजा नाही का त्या अ, त्यांनी म्हणजे तुम्ही जिथे काम करायचे. त्यांनी त्यांच्या मुलाला अशी ताकीद दिली होती, की याला जर काही बोललं तर मग गाठ माझ्याशी आहे वगैरे. तर असं कधी झाल होतं का, कामाच्या म्हणजे ठिकाणी, काही म्हणतात ना एखादा संघर्ष आला, जसं की त्या मुलाने तुम्हाला काही बोललं असेल किंवा मालकही कधी-कधी चिडून बोलतात. तर असं काही झाल होतं का?
हां, हां. हां, हां. अ, झालं होतं. एकदा मी मला काय झालं उठाय रात्री मला ते काय म्हणतात वायफाय बसवल्यानंतर रूममध्ये मी आहे. आणि मला काय रात्रभर YouTube बघायची, पिक्चर बघायची सवय झाली होती. आणि एकदा उशिरा उठलो मी म्हटलं "मी नाही येणार." आणि त्यांनीच मला म्हटलं की "नाही, नाही यावं लागणार, आज काम आहे." असं आहे तसं नाही का. 'मी बाहेर जायचं आहे मला." मग मी जबरदस्ती जायला लागलं. मध्येच फोन आला "कुठपर्यंत आला?" मी म्हटलं "रिक्षा भेटत नाही येतोय." मग मला ओरडायला लागलं मी फोन कट केला स्विच ऑफ करून जाऊ दे म्हटलं जाणारच नाही आता कामावर. <chuckles>
हं, हं. अच्छा. हां, हां. हां. अरे बापरे! काय बोलता?
हां, हां. मग त्याच्या आ अ, मग मी म्हटलं, मग मी म्हटलं "आता नोकरी बदलायला लागल आता." नाही का. असं केलंय मी रागात. तर मग माझा रुम पार्टनर म्हटला की "बघ कुठेतरी नोकरी चांगली." वगैरे नाही का मग आता. मग मी अ, बघितलं. नाही का. पण मला अ, बघून आलं 2 ठिकाणी पण तिथं ते पैसे देऊन नोकरी भेटते ना ते स्कॅम, ते होतं. परत घरी आलो ना संध्या संध्याकाळी तर ते माझ्या घराबाहेरच बसून होते
मग ते प्रकरण कसं हाताळलं? हं, हं, हं. हं, हं, हं. मग? अच्छा. हां, हां, हां, हां. अच्छा. कोण? ते न हे अ, वाले. अच्छा मालक?
ते मालक. हां, हां, हां. हां, हां. ते दादा. आणि तो मला म्हटला की "अरे! मी तुला भावासारखं समजतो. भावाला तू एवढं चिडतोस का. असं नको करू. हां. मी तुला कधी वेगळं मानलं का? सॉरी. माझ्याकडनं रागात बोललं गेलं. मी कामाच्या प्रेशरमध्ये होतो."
अरे वाह! हं, हं, हं. हं, हं, हं. अरे वाह! चक्क म्हणजे त्यांनी माफी मागितली तुमची. किती म्हणजे छान माणूस म्हणावा तो. म्हणजे एक व्यक्ती म्हणून आणि एक हे म्हणून, खरंच हे कौतुकास्पद आहे.
हां, हां. हां ना. हो. खूपच अ, छान होतं ते. आणि मला एवढी इज्जत ना, मला आहे ना अ, काही खायचं असेल नाही का म्हणजे संध्याकाळी अ, त्यांना म्हणतात ना भजी खायची असेल, मुंग भजी खायची ते म्हणतात "जा घेऊन या आपल्या दोघांना." आणि मग ते भजी वगैरे घेऊन यायचो. "आणि बाकी माणसांना पण घेऊन ये." मग असं करून मला काय खायचं ना ते मागवायचे कायम.
हं, हं. हं, हं, हं. अरे वाह! अरे वाह! म्हणजे खूपच छान. म्हणजे खूपच अशी काळजी घेतली. म्हणजे एकंदरीतच तुमच्या या नोकरीचा अनुभव हा खूपच छान होता.
मग वडापाव असुदे हां. मंचुरियन.